हो, हो. नाही शिक्षक जितके जुने तितका अनुभवाचा नक्कीच शाळेला फायदा होतो. आणि तो नक्कीच घेतला पाहिजे म्हणजे तो कुठल्याही रूपात असो म्हणजे डिजिटल रूपात असो किंवा थेरॉटिकल रूपात असो, तर ते कुठेतरी मोठ्या बॉडीला असणं वगैरे गरजेचं आहे. किंवा एक म्हणतात ना अ, व्हिजिटंग व्हिजिटिंग टीचर किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी वगैरे अशा स्वरूपात त्यांना हे करू शकतो आपण आणि त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो. म्हणजे अ, त्यांच्या म्हणजे ग्रास्पिंगनुसार जितकं शिकायचं तेवढं ते शिकू शकतात. नाही जमलं तर मग ते यंग-यंग जे अपॉइंट केलेले टीचर आहेत ना त्यांची थोडीफार मदत घेऊ शकतात असं मला वाटतं. पण त्यांचं हो, हो. मग ते गाईड करू शकतात आणि त्यांचं ते फ्लो कंटिन्यू राहू शकतो असं मला वाटतं. कारण त्यांना काढून टाकण्यात काही पॉइंटच नाहीये कारण म्हणजे मेन त्यांची शाळा त्यांच्यापासून चालू झालेली असते तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर माहीत असतं त्यांना सिल्याबस वगर वगैरे फोकस असतो आणि ते क्वालिफाईड पण असतात असं नाही की त्यांना म्हणजे कुठे नाही नेट-सेट वगैरे क्लिअर म्हणजे क्लिअर झालेले बी.एड झालेले वगैरे असे पण असतात बरेच. म्हणे म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त टेक्निकल अवेअरनेस तुम्ही आणू शकता मला वाटतं प्रशिक्षणाने मग ते बऱ्यापैकी साध्य होतं.
नक्कीच. बरोबर. हां. बरोबर. बरोबर. बरोबर. स्वयंसेवकही असतात नाही का? बरोबर. हो, हं. हो. ॲटलीस्ट अ, म्हणजे बेसिक गोष्टी तरी करता येतात नक्कीच. नाही का? हां.
हो, हो, हो. नक्की. आणि यंग तुम्ही म्हटलात ना तो पण चांगला मुद्दा आहे. यंग टीचर पण अपॉइंट करू शकता म्हणजे स्व:इच्छेने येणारे म्हणा किंवा काहीतरी एक्झाम त्यांची म्हणजे स्कूल लेव्हलला एक्झाम देऊन सुद्धा असे भरती करणारे असे बरेच टीचर येऊ शकतात. म्हणजे जेणेकरून त्या ओल्ड टीचरांचा भारपण हलका होईल आणि सगळे आपले म्हणजे जे वर्ग असतात ते कव्हर करता येतील आणि त्यांचा म्हणजे सिल्याबस पण जेणेकरून त्यांना पुढे ढक म्हणजे ढकलता येईल आणि अ, ढकलण्या म्हणण्यापेक्षा सिल्याबस पूर्ण कव्हर करता येईल आणि असे ते कुठे मागे पडणार नाहीत असं मला वाटतं म्हणजे ओव्हरऑल. हो.
हं. हो. हो. अगदी बरोबर. म्हणजे इच्छा असेल तर काहीही करून आपण अ, ग्रामीण शाळा शाळांमधले अ, जी काही गोष्टी चालतात किंवा ज्या काही अ, विषय शिकवले जातात किंवा जे शिक्षक आहेत त्यांची थोडीशी आपण एक अपग्रेड करून त्यांना पुढे नेऊ शकतो आणि तसंच त्या शाळेलाही पुढे नेऊ शकतो आणि शहरी शाळांच्या अ, टक्करने चालवू शकतो ह्या शाळा. अगदी खूप वेगवेगळे पॉइंट्स सांगितले तुम्ही छान, छान.
मार्ग सापडतो, हो. हो. हो. हो, हो. नक्कीच. त्यांचा सुधारणा नक्कीच होऊ शकते हळू-हळू आणि त्या लेव्हललाही येऊ शकतात त्या शाळा असं वाटतं मला.
खूपच छान. म्हणजे अगदी छान पॉइंट्सही सांगितलेत तुम्ही भरपूर उदाहरणं दिलीत आणि तुम्ही स्वतः पाहिलं आहे. तर तुमचे अनुभवही ऐकून खूप छान वाटलं आणि तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं.
हो.